जी आपली दैनंदिन जी गोष्टी असतात, त्या आपल्या ज्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात, तर त्यासाठी आपल्याला एक संवादाची गरज असते, की आपल्याला समोरच्याशी बोलावं लागतं. तर चांगला संवाद
बरोबर. हं.
असं तुम्हाला काय वाटतं, की हा चांगला संवाद आहे?
नक्कीच, तर मला असं वाटतं की चांगला संवाद जो असतो ना, तो म्हणू शकतो, एक प्रकारची स्पष्टता असते. म्हणजे आता टीम आहो टीम आहोत आपण, ॲज अ ऑफिसमध्ये म्हणा, किंवा आपण ऑफिसमध्ये टीमच म्हणूनच काम करतो, किंवा एखादा प्रोजेक्ट असू शकतो, की कॉलेजमधला, पण शक्यतो टीम म्हणजे लीडरशिपच असते. मग ॲज अ टीममध्ये काय असतं? की चांगला संवाद झाला पाहिजे. आपण जितके पण मेंबर्स आहोत, त्यामधली एक मीटिंग जेव्हा आपण घेतो किंवा अ, एखादा आपला ग्रुप असतो, तर चांगला संवाद, एक पॉझिटिव्हिटी किंवा प्रत्येकाची ऐकण्याची क्षमता असू शकते किंवा त्या एखाद्या गोष्टीचा घेतलेला पाठपुरावा, म्हणजे फॉलो अप आपण म्हणतो.
ओके. ओके.
तर मग त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, एकंदरीत असं मला वाटतं. कारण का टीममध्ये काय चाललंय? किंवा अ, एकंदरीत काय-काय गोष्टी होतायेत? अ, म्हणजे म्हणू शकतो, की एखादं काम आपल्याला दिलेलं आहे. तर मग त्या कामासाठी आपण प्रत्येकजण काय कॉन्ट्रिब्युशन देतोय, किंवा एखादी गोष्ट आपली कशी चाललेली आहे? आणि जे आपले मेंटॉर आहेत, तर ते काही असं म्हणू शकतो, की अ, काही अ, म्हणतात ना कधी-कधी काय असतं, की एखाद्याचं असं असतं, की अरे, ह्यांच्याकडे जास्त लक्ष, आणि बाकीच्यांना काहीतरी वेगळंच बोलायचं, म्हणजे एकच फेव्हरेटिझम पण चालतो होतो. तर तसा झाला नाही पाहिजे. सगळ्यांना समप्रमाणात सम वागणूक मिळाली पाहिजे, जर कोणी चांगलं काम करतंय, त्याचं प्रत्येक वेळेला कौतुक हे झालंच पाहिजे. आणि अ, स्पष्टता हवंय, की आपण एखादी गोष्ट जर करत असू, तर एकंदरीत अ, ती कशाप्रकारे तो करतोय, ह्याचं बॉसला पण माहिती असलं पाहिजे. आणि मग टीममध्ये प्रत्येकाला माहिती पाहिजे, की त्याच्या कामाची पद्धत अशी आहे. तर प्रत्येक वेळेला मी तर म्हणेन, की प्रत्येक थोडं लगेच एखाद्याला जज करू नका. कारण प्रत्येकजण हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मग आपण जज करतो, मग त्याला ये जे येत असतं ना चांगलं, ते देखील तो घालवून टाकतो असं पण होतं. म्हणजे त्याला वाटतं अरे, बाकीचे असे काय? असं नसतं. कारण प्रत्येकजण वेगळा आहे आणि प्रत्येकाची म्हणू शकतो एक अ, वेगळी ओळख आहे काम करण्याची किंवा संवादाची एखाद्याला लगेच जज करू नका, की तो कसा बोलतोय, वागतोय त्याच्यावरून? कधी-कधी काय होतं ही अशी लोकं असतात तीच काहीतरी वेगळं करून टाकतात आणि मग आपल्याला विश्वास पण बसत नाही, की अरे, असं झालेलं ह्या गोष्टी. त्यामुळे मला आता वाटत, की संवाद खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाकडनं एक फीडबॅक घ्या. ही घडलेली गोष्ट तुम्ही सांगू शकता. तिचा परिणाम सांगा आणि पुढे काय होऊ शकतं? हे देखील आपण सुचवलं तर टीम्स मधल्या सगळ्यांना अ, एक एकंदरीत पटू शकतं, असं मला वाटतं.
हं, हं. ओके, ओके. हां, हां, हां. प्रत्येकाचं, हां. हो, हो, हो. बरोबर. हो का? ओके. हं. हो. बरोबर. म्हणजे समोरच्याला काय बोलायचं हे तरी समजून घेतलं पाहिजेल. तेव्हा म्हणजे आपण त्याला हे करू शकतो समजून घेतलं तरच आपण पुढे हे करू शकतो. बरोबर .आणि संवाद अ, आता बरोबर सांगितलं तुम्ही आणि दैनंदिन आता आपलं जीवन आहे याच्यात कसं झालंय आता संवादाचे बरेचसे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर आपलं जे अ, काम काम करतो म्हणजे आपण ऑफिसच काम करतो समजा. तर तिथे ज्या गोष्टी आहेत आपल्याला संवाद करण्यासाठी त्यांचा आपण कसं म्हणजे बॅलन्स करू शकतो? किंवा त्या कशा हाताळू शकतो? याबद्दल आपलं काय मत आहे?
हं. हं. नक्कीच. नक्कीच. मला तर असं वाटतं की बघा आपण बॅलन्सिंग तर केलंच पाहिजे की आपला संवाद म्हणजे ऐकण्याची पद्धत "तू असं काम कसं म्हणतोयस? काय करतोयस?" म्हणजे मला तर वाटतं की तुम्ही अ, या ऑफिससाठी ना किंवा एखाद्या गोष्टीसाठी 10 मिनिटं द्या. प्रत्येकाच ऐका की काय म्हणतोय? प्रत्येक जण, प्रत्येक वेळेला. तर ह्या देखील ज्या गोष्टी असतात ना त्या खूप महत्वाच्या असतात, असं मला वाटतं. की त्यामध्ये कसं आहे ना अ, बघा
अगदी, अगदी.
की एखादी गोष्ट आपली ठरली असेल किंवा मग अ, म्हणजे काहीच प्रत्येक गोष्टींचा एकमेकांशी समतोल असणं गरजेचं आहे की अ, एक रिलेशन असतं रिलेटेबल असतं प्रत्येक गोष्टी टीममध्ये. तर त्यामुळे मला आता वाटतं की ह्या गोष्टी आपण नक्कीच बघितल्या पाहिजेत जेणेकरून काय होईल की अ, जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा आता ते अ, कळालं पाहिजे ना एकमेकांना की "काय होतंय नेमकी कशाबद्दल आपण चर्चा करतोय? ही चर्चा कशाबाबतची आहे?" तर मला आता वाटतं ह्या गोष्टी कळू शकतात या सगळ्या गोष्टींमुळे तर त्यामुळे नक्कीच आपण बघितलं पाहिजे हे सगळं.
हं, हं. ओके. हो, हो, हो. बरोबर आणि कसं होतं ऑफिस असेल किंवा कार्यालय असेल आपलं कामाचं तिथे काही अ, आपल्यापेक्षा अगोदर अ, काम करणारे असतात. आपल्यापेक्षा वयस्कर असतात. अ, आपल्यापेक्षा सीनियर असतात. तर अ
हं. बरोबर. हं.
नसतात. तर अ, नवीन लोक आपल्या जे वरती आहेत साहेब, त्यांना बोलताना थोडे घाबरतात. तर त्यांच्या मनात नक्की काय चाललंय किंवा त्यात कामात काय त्यांना सुधारणा करायची. या गोष्टी आपण त्यांच्याकडनं कशा काढून घेऊ शकतो? कारण की ते सांगण्यासाठी सांगताना थोडे घाबरतात किंवा त्यांना अ, थोडं हे असतं, की "मी कसं सांगू हे?" तर त्या गोष्टी त्यांच्याकडनं आपल्या घेतल्या घेतल्या पाहिजेत, तर त्या कशा आपण अ, घेतल्या पाहिजेत, त्यांच्याकडनं असं तुम्हाला काय वाटतं त्यात?
हं. हं. हं. हं. मला तर वाटतं बघा रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे, एकमेकांचा आदर करणं. त्यांना तुम्ही विचारा, की हे ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. आणि मग मी हे असं कशा पद्धतीने चांगलं करू शकतो. प्रत्येक वेळेला तुम्ही नवीन आहात, तर तुमचा हेका तुम्ही पुरवू नका. थोडं लोकांचं पहिलं ऐका, की काय करायचंय? अ, काय ते सांग म्हणजे म्हणू शकतो, की एक चांगला लिसनर तुम्ही व्हा, की एखादं म्हणजे ऐकून घ्या पहिला काय करतात? मग त्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आयडिया त्यांना सांगा. म्हणजे नक्कीच त्यांना पटेल, की "अरे वाह! म्हणजे आपल्यापेक्षा बेटर तो काहीतरी करू शकतो." म्हणजे ह्या गोष्टी वाइज अ, वर्सा झाल्या पाहिजेत. मग त्यामुळे काय होईल सगळ्यांनाच मदत मिळेल. तर तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही काहीतरी करत आहे मग तुम्ही सांगत आहेत आणि मग तुम्हाला इथे जे काही चाललंय त्याचा अनुभवच नाही होत आहे. त्यामुळे म्हणू शकतो, की टीममध्ये एक नकारात्मकता येऊ शकते किंवा रिलेशन बघ बिघडू शकतात. ॲज अ, टीम आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं खूप महत्वाचं आहे. असं नाही, की तुम्ही क्लॅशेस करत आहेत आणि मग काहीतरी वेगळं. म्हणजे टीममध्ये मला तर वाटते, अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे, असं मला वाटतं.
बरोबर. खूपच. हां. अगदी, अगदी. हो. तेच, म्हणजे तेच शिकावं झालं पाहिजे बरोबर, तुम्हाला असं काही आठवतंय का की तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या बरोबर असं काहीतरी झालंय आणि त्यानंतर तुम्ही संवादाने त्या गोष्टी पूर्ण केल्यात?
हं. नक्कीच. मला तर असं वाटतं ना, की हां म्हणजे माझ्या टीममध्ये असं होतं, की एक नवीन मुलगी आलेली आहे आमच्या टीममध्ये. आणि ती इतकी पुढे-पुढे करायची एखाद्याला असते ना सवय, की प्रत्येक वेळेला अ, म्हणजे पुढे-पुढे माझंच ऐका अ, असं अस माझंच ऐका मलाच पाटील बोला असं काही काहींची असते ना सवय. तर हे खूप चुकीचं आहे आणि मग ती एक दिवसातच आली आणि सगळ्यांना जज करावी लागली आणि मग अ, त्याच्यामुळे असं झालं, की त्या बॉसला वाटायचं, की अरे हीच काम करते आणि इतके दिवस आम्ही काहीतरी करत होतो ते सगळं चुकीचं आहे. अ, म्हणजे असं वाटू शकतं ना एकंदरीत असं कोणालाही.
सांगा माझच ऐका. बरोबर. <chuckles> बरोबर. बरोबर.
तर मग त्यांना एकंदरीत तेव्हा तसं वाटायला लागलं आणि मग त्याचा अ, परिणाम म्हणू शकतो की एखादी गोष्ट म्हणू शकते. मग ते त्यांना असं वाटायचं, की अरे हे काय आहे? अ, म्हणजे तुम्ही लोकं कामच करत नाही आहात. तर मग ती मुलगी इतकी पुढे-पुढे करायची सगळ्या गोष्टींमध्ये आणि मग ते चुकीचं अ, तिचं आमच्या सगळ्यांसमोर इंप्रेशन आलं. मग नंतर असं झालं, की ती पुढे-पुढे करायची त्यामुळे नंतर तिला कोणी मदतच नाही करायचं. म्हणजे तू अशी आणि नंतर ती विचारायला काय आली, की मग कारण काय व्हायचं तिच्यामुळे भरपूर जणांना ओरडा मिळा मिळालेला होता. या अशा ती गोष्टी करत होती त्याच्यामुळे. मग एक असतं ना मनामध्ये आपल्या अरे ही अशी, असं हिने केलं म्हणजे चुकीचं केलंय तिने जे पण काही गोष्टी केल्यात त्या.
बरोबर हो, हो. अगदी अगदी. हां.
हां. म्हणजे तू नवीन येतीयेस तर तू म्हणजे तसं नाही, की तू व्यवस्थित तुला ॲज अ टेक अ रिस्पेक्ट जे असतं आपलं की तू पण रिस्पेक्ट दे, मला पण रिस्पेक्ट. म्हणजे आपण सगळं एकमेकांना वाईज वर्सा असतं. पण तिने तसं न करता काय केलं, की काहीतरी वेगळं सांगायची, काहीतरी चुकीचं करायची आणि मग एकंदरीत अ, नवीन म्हणजे मला खूप जास्त येतंय असं तिचं काहीतरी होतं. तर मग त्यामुळे काय व्हायचं की टीममध्ये एका म्हणजे एकाग्रता होती आधी किंवा एकी होती ती विस्फुटली कुठेतरी. आणि मग त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी 2 मतं झाली. एकाच टीममध्ये 2 वेगवेगळी मतं. मग त्यामुळे काय व्हायचं की नीट मोस्ट ऑफ द परफॉर्मन्स चांगला नाही यायचा या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे खूप इफेक्ट करतं. की मग एकात तिचं एक तिचं आणि बॉसचं एक मत असायचं आणि बाकी सगळ्यांचं एक मत असायचं. आणि मग ते एक असतं ना की "अरे शीट यार आम्हाला तर काय आवडलं पण नाहीये तरी पण आम्ही करायचं म्हणून करतोय." असं झालेलं असायचं. त्यामुळे तिनी जर आमचं पण ऐकलं असतं किंवा तिनी पण तिचं पण आम्ही ऐकलं असतं मग असं झालं असतं ना. तर मग सगळ्यांचं म्हणू शकतो, की मनाने त्या गोष्टी झाल्या असत्या. पण त्या अशा तिने केल्या ना त्यामुळे मग ते या अशा गोष्टी होऊ शकतात ना एकंदरीत. म्हणजे कोण आपलं ऐकतच नसेल. आपण आपल्याला पण काहीतरी गोष्टी माहिती असतात. आणि मग एखादा नवीन येतो आणि मग अ, काही गोष्टींमुळे त्या गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या आहेत असं मला वाटतंय एकंदरीत.
बरोबर. हां, हां. हं, हं. हां, हां, हां. हं. बरोबर. म्हणजे संवादच जर साधला नाही व्यवस्थित तर ह्या गोष्टी होतात. हं. असं काय आहे का जर आपण अ, ऑफिसमध्ये अशा काही गोष्टी केल्या जिथं थोडा वेळ आपण जर म्हटलं ना आपल्याला बोलण्यासाठी पण प्रत्येक, प्रत्येकाच्या कामात व्यस्त असतो. तर असे काही टाईम काढले किंवा असे काही ऍक्ट एक्टिव्हिटी केले, कार्य केले, की आपण अ, एकमेकांशी संवाद साधू शकतो. तर अशा काही गोष्टी तुम्ही सुचवू शकता का? की ज्या केल्याने आपल्याला फरक पडेल?
हो. या बरोबर. हं. हं. नक्कीच. मला तर वाटतं, की टीम बॉन्डिंग असतं. टीमसोबत कुठेतरी म्हणू शकतो, की कॉफी प्यायला जा. शांतपणे राहा. त्यामुळे काय होतं? आपली जी एक म्हणू शकतो आपण माणूस म्हणून पहिलं आपण पहिले एकमेकांकडे बघतो. डायरेक्ट आपण कॉम्पिटिटर किंवा एक वर्कर म्हणून बघत नाही. जरी किती ही आपण म्हणलो ना, की आपण एम्प्लॉयी आहोत. आपल्याला काय करायचं आहे? तरी देखील आपलं असं असतं, की माणूस म्हणून तू कसा आहेस? म्हणजे तू कसा रिस्पॉन्स करतो आहेस? मला मी बोलतोय त्याला कसं ऐकतो आहेस? कसं वागतो आहेस? तर ह्या गोष्टी आपण पहिल्या बघतो. बरोबर? त्यामुळे पहिलं ते तुम्ही नीट केलं पाहिजे. म्हणजे असं नाही, की तुम्ही फक्त रिलेशनशिपचं करताय आणि मग काम नाही. पण ऍज अ, जनरल सांगायचं झालं ना, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की तुम्ही ऍज अ, माणूस म्हणून कसं एकमेकांना बघता? त्याला मदत करता, की नाही छोट्या-छोट्या कामांमध्ये. मग त्याच्यानंतरच तो तुम्हाला मदत करायला लागेल असं मला वाटतं. त्यामुळे मी तर म्हणेल, की तुम्ही टीम बॉन्डिंग करा. जे एकत्र जेवू शकता. एकत्र बोलू शकता. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना एकमेकांना मदत करा. काहीतरी सांगा चांगलं असं जे असतं तसं. तर ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात ना, तर नक्कीच मला तर वाटते, की अ, ह्या गोष्टी नक्कीच चांगल्या होऊ शकतात. एकंदरीत असं मला वाटतं.
हो, हो, हो. हं, हं. बरोबर, बरो अगदी. हो, हो, हो. अगदी, अगदी. कारण की कसं काम करताना जो संवाद होतो आणि जेवताना किंवा चहा पिताना जो संवाद होतो यात खूप फरक असतो आणि ज जेवताना किंवा चहा पिताना आपण जे बोलतो, ते एकदम मनातून क्लिअर म्हणजे एकदम स्प स्पष्ट बोलतो. बरोबर आणि तिथे झालेला संवाद आपली टीम चांगली बनवू शकतो. अतिशय छान.
हं. हं. बरोबर. हं. बरोबर, नक्कीच. हं. बरोबर. आणि कसं असतं, की त्यात ह्या गोष्टी जर आपल्या एकी आपली झाली तर आपण एखादा अ, विषय मांडताना बघ "तू सांगून बघ ना मी सांगते किंवा तू सांग." असं आपलं होतंच असतं एकंदरीत. तर त्यामुळे मला तर असं वाटतंय की अ, म्हणजे ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत एकंदरीत असं मला वाटतं. नाहीतर काय होतं की जर अशा गोष्टी जर नाही झाल्या ना तर मग एकंदरीत असं होतं की "अरे काय आहे? अ, म्हणजे काय टीम बॉन्डिंग पण नाही आणि मग एकमेकांचा एकमेकांना सुगावाच नाही," असं काहीसं होतं.
हां. अगदी बरोबर, बरोबर, बरोबर. हो. हं, हं. हो. बरोबर आणि संवाद झालाच नाही <chuckles> तर अजून दुरावा वाढत चालतो, की माहितीच नसतं ना त्याच्या मनात काय आहे किंवा आपल्या मनात काय आहे?
हं. बरोबर, हो. नक्कीच.
हां. आणि असा संवाद न वाढल्यामुळे असं कधी झालंय का, की काही गैरसमज तयार झाले आणि त्यातनं संघर्ष झाला. त्यानंतर मग ते, मिटवण्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं आणि त्यातनं फु पुढं चांगलं झालंय असं, असं काही तुमच्याबरोबर झालंय का?
हं. बरोबर. हां. म्हणजे ती अशी मुलगी होती तुम्हाला म्हणाले तसं काय झालं? मग एकंदरीत काय झालं की आमचा टीम बॉन्डिंगचा एक डिसिजन होता. हां आणि मग आमची आयडिया आम्ही स्वतःहूनच सांगितली, की असं-असं आहे आणि हे जर असं केलं. तर मग असं होऊ शकतं. हे आम्ही सांगितलं. मग एकंदरीत सगळ्यांना ते पटलं आणि मग सगळे बोलले की अ, एक असतं ना की कोण-कोण ह्या प्लॅनसोबत आहे. म्हणजे असं व्होटिंग होतं किंवा काय ह्यामुळे. मग तिचं असं काही व्होटच नव्हतं. मग ते का झालं तिला समजलं, की आपण ह्या गोष्टी अशा कशामुळे आणि मग काय झालं. जर आमची आयडिया वापरून कंपनीला खूप म्हणू शकतो प्रॉफिट झाला. तर तिची आयडिया वापरली असती, तर मग ती वाट लागली असती एकंदरीत. मग ते देखील समजलं आणि मग असा तो पचका होऊ शकतो एकंदरीत. त्यामुळे चों आणि आम्ही तेव्हा असं काही उलट बोलायचो नाही किंवा काय नाही. आम्ही ठरवलं की आपण जे काही असेल ते आपल्या कामामधूनच आपण ह्या गोष्टी दाखवू शकतो. तर तसंच आम्ही करायला लागलो. आणि मग त्यामुळे खूप फायदा झाला असं म्हणू शकते मी.
हो, हो, हो. नवीन आलेलीच. हां. हां, हां. <chuckles> हां, हां, हां.
एकंदरीत, हं.
अगदी, अगदी. बरोबर आणि आपल्याला असं वाटतं का, की आपली टोन, आपली भाषा, ह्यापण आपल्या संवादात खूप इफेक्ट करतात, की म्हणजे कोण आपल्याबरोबर बोलतंय. पण त्याची बोलण्याची टोन काय आहे? त्याची भाषा काय आहे? त्याच्यावरनं आपल्या टीममध्ये अशा काही गोष्टी होतात का? म्हणजे कसं होतं. काही अ, बॉस असतील किंवा काही त्यांचं ओरडणं किंवा काही लोकांचं अ, कलीग बरोबर नीट न बोलणं. यातनं टीममध्ये काही वाद होतात किंवा संवाद चांगला होतो. असं काही.
हो. नक्कीच. नक्कीच मला तर वाटतंय बघा, टोन आणि संवाद संवादामध्ये टोन खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एकमेकांशी खूप चांगलं रिलेशन आहे. तुम्ही एखाद्याला सारखं ओरडत असाल, चारचौघात त्यांना बोलतच असाल. तर मग तो कसा काम करेल ना? अ, ॲज अ टीममध्ये तुम्ही त्याला एकट्याला तुम्ही ओरडा आणि जेव्हा असं म्हणू शकतो, की त्याचं कौतुक करायचं असेल, तर चारचौघात करा. हे लोक ह्याच्या उलट करतात. त्याला टॉन्ट मारतात. तर हे खूप चुकीचं आहे आणि मग त्याच्या त्याच्या मनातली जी इच्छा असते ना काम करण्याची ती पण जाते आणि मग असं नाही, की माणसाला फक्त ते कामच आहे. त्याला बाकीची पण टेन्शन्स असतात ना. असं असतं, की त्याला फक्त आपल्याला फक्त कामच आहे, असं काही नाही. तर मला आता वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी करा. त्याला समजून घ्या. कधी त्याला सुट्टीची गरज असेल, तर त्यादेखील तुम्ही सुट्टी द्या किंवा सांगा. म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं, की प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. ॲज अ एक चांगली प्रॉडक्टिव्हिटी मिळण्यासाठी आपल्याला ज्या-ज्या गोष्टी शक्य आहेत. तर त्यादेखील केल्या पाहिजेत. जसं की म्हणतं, की अ, थोडंसं रुटीन तुम्ही आल्यानंतर किंवा कधीतरी बॉससोबत तुम्ही लंच करा किंवा मीटिंगसाठी एजेंडा वेळोवेळी शेअर करा. मिनिट्स ऑफ मीटिंग एम-एम अ, शेअर करा. किंवा सगळं व्यवस्थित प्लॅन शेअर करा एकंदरीत मला वाटतं. आणि मग टोन तुमचा चांगला ठेवा. ॲज अ बॉसनीपण आणि ए-एस अ, एम्प्लॉयीनीपण, सगळ्यांनी असं मला वाटतं. अ, वन टू वन ऑफलाईन अ, 1 टू 1 तुम्ही संपर्क करा. ऑफलाईन संभाषण करा. अ, सार्वजनिक प्रशंसा करा, खाजगी सुधारणा करा, असं संतुलन साधा आणि मला असं वाटतं की बोला. पण आदर राखून सरळ बोला. म्हणजे तुम्ही चुकीचं जरी सांगता, तर ते नम्रपणे बोला. ठाम बोला. पण ते आदर राखून बोललं गेलं पाहिजे असं मला म्हणजे मला ही गोष्ट नाही आवडत आहे. पण ते असं नाही एकदम उर्मटपणे तुम्ही बोलताय. म्हणजे मला ना ही गोष्ट नाही आवडत. हे जर आपण असं केलं तर नक्कीच ह्याचा फायदा आहे. असं तुम्ही सांगा असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी तर म्हणेल, की नक्कीच अ, फायदा होईल आणि कसं असतं, की सार्वजनिक सगळ्यांच्या समोर तुम्ही कौतुक करावं हे खूप महा म्हणजे मोठी गोष्ट आहे. महान गोष्ट आहे. तर ते तुम्ही केलं पाहिजे. अ, चहा आणि चहाला तुम्ही जाल, सोबत जात असाल, तर तिथेदेखील तुम्ही चर्चा करू शकता आणि अ, टीम बिल्डिंगसाठी तुम्ही कुठेतरी बाहेर कॉफी वगैरे पिऊ शकता, असं मला वाटतं.
हं, हं. अगदी बरोबर. हां बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. बरोबर. खरं बोला. बरोबर. अगदी, अगदी. बरोबर. म्हणजे काय होतं बरोबर सांगितलंत तुम्ही. की आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं. पण जर सांगण्याची टोन किंवा सांगण्याचा प्रकार जर वेगळा असेन तर समोरच्याची ते काम करण्याची इच्छा होत नाही कारण की त्यांनी मला असं सांगितलं किंवा ते मला असे ओरडले तर ठीक आहे आपल्याला सांगायचं आहे ना तर एक एकटा असताना सांगायचं की खूप छान सांगितलं तुम्ही आणि खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. आपण हां.
हं. बरोबर. नाही. मला पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून म्हणजे या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. नक्कीच, नक्कीच. तर नक्कीच आपण लवकरच पुन्हा भेटूयात आणि एक नवीन विषयासोबत, धन्यवाद!
म्हणजे हा संवाद हा चांगला झाला. धन्यवाद.